हो, हो. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही आणि खरंच अ, अ, त्या गोष्टींचा असर आपल्याला असं दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या सवयींमध्ये हां दिसून येतो. मग असं काही आहे का की अ, कुठला मूड असेल आणि अ, किंवा तुमची अशी काही गाण्यांची प्लेलिस्ट आहे किंवा तुम्ही तीच पद्धतीची गाणी ऐकतात किंवा असं असतं ना की जागा बदलली किंवा मग तुम्हाला तिथे त्या पद्धतीची गाणी ऐकायला आवडतात. असं काही आहे का तुमचं?
नक्की. हो. हं, हं. हो. नक्कीच आता बघा माझ्या घरात जेव्हा सगळी मंडळी असते सकाळी वगैरे, तेव्हा मी भक्तीगीते जास्त लावत असते. नामस्मरण म्हणा किंवा अ, भक्तिगीते जास्त ऐकते, अभंग ऐकते. मग ते इकडे-तिकडे गेले तर, माझ्या आवडीची गाणी चालू होते. मग कधी मूडनुसार सुद्धा असते <chuckles> आणि अ, आता माझ्या आवडीचं म्हटलं तर, मला मराठी गाणीपण खूप आवडतात आणि जरा जास्तच असं वाटलं की नाही आता आपल्याला असं काहीतरी सेलिब्रेट करायचं असते ना, तर खूप असा आनंद होतो, तेव्हा मग असं ज्याच्यावर आपण थिरकू शकू, अशा प्रकारची गाणी मी ऐकत असते. तर नक्कीच असं म्हणावं लागेल की आपला जो स्वभाव असतो, त्याच्यानुसार आपल्याला गाणी किंवा कुठलापण आपला छंद असेल तो जोपासायला नक्कीच आवडतो, नाही का.
अच्छा. हं, हं. हां, हं. हं. हां, हां. हो, हो. अगदी बरोबर सांगितलं हं. बोला ना.
आणि आता हं. म्हणजे त्या-त्या वातावरणासारखी ते ती गाणी, जसं की आता सण वगैरे राहिला तर सणातली गाणी म्हणा किंवा मग पारंपरिक अशा काही गोष्टी असतात. आता माझं जसं सांगते की मी गातेसुद्धा, म्हणजे गाते म्हणजे माझ्यापुरतीच मर्यादित आहे. पण ऐकायला जरा जास्त आवडतं. त्यामुळे मग कधी-कधी कुठल्या त्या प्रोग्रामला गेलं, डोहाळेजेवण म्हणा किंवा आता सगळ्यांना माहीत असतं की "अरे, हिला येतंय बा," तर मग ती म्हणतात आपल्याला की "थोडंसं गाशील का बा?" तर मग आपली पण हौस पूर्ण होते आणि त्यांनापण बरं वाटतं. तर मग त्यांच्या मनाचा मान राखायसाठी नाही का, मग करत असते कधी-कधी ट्राय.
हां, हां. हां. अरे वाह! अच्छा हं, हं. हां, हां. हां, हं. हो. छान! अरे वाह! मस्त. म्हणजे ऐकायला आणि गायलाही तुम्हाला खरंच खूप आवडतं आणि नक्कीच तुम्हालाही अ, जेव्हा कोणी असं म्हणत असेल तेव्हा ते आवडतच असणार की अ, गायल्यावर पण छान आवड.
नक्कीच. हो नक्कीच आवडते. पण थोडंसं कसं आपण जर का ऐकतच असू, गात नसू थोडंसं दडपण येते, पण कुठेतरी आपला छंद जोपासला जातो, त्यामुळे ते सुद्धा आवडते.
हं. हां, हां.

अ, बरोबर आहे. म्हणजे तो अ, छंदच तसा आहे की त्यासाठी तुम्हाला खास त्या गोष्टींचं हे नाही करावं लागत. पण चांगलं आहे, म्हणजे कारण अ, आजकाल कसं आहे की अ, जे काही-काही असे जे छंद असतात, त्याच्यासाठी वेगळा वेळ काढणं, त्याच्यामध्ये लक्ष देणं. अ, आणि आपण वेगवेगळ्या अ, जागी असतो, म्हणजे कधी अ, जॉबला, कधी घरी, तर असं अ, नाहीच होत ह्या गोष्टी, आणि सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो ना. मग अ, अ, मग असं कधी काही झालंय का? म्हणजे अशी एक आठवण की तुमचा जो हा छंद आहे, तर अ, तुम्ही कधी कुठे गेलेला आहात, काही आहात आणि काही कारणाने म्हणजे नाही का, तो सुटतो? बघा आपल्या अ, जरी तुम्ही म्हणालात, की हे सोपं आहे, मी कुठंय. पण असं कधी झालेलं आहे का, की तो छंद काही दिवसांसाठीच सुटला, आणि तुम्हाला खूपच त्याबद्दल असं हे वाटत होते, की "अरे, मी करू नाही शकत आहे?"
नक्कीच. बरोबर. नक्कीच होत नाही. हं. बरोबर आहे. हं. नक्कीच, नक्कीच. हं, हं. हो. हां, हां. नक्कीच. हो, हो. नक्कीच. हं, हं. <chuckles> खंत. हां, हो, माझ्या बाबतीत असं, म्हणजे बऱ्याचदा होतं. आता जसं, की आता आपण जसं माहेरी असतो ना तेव्हा आपल्याकडे भरपूर वेळ असतो. म्हणजे कॉलेज म्हणा किंवा आपण नोकरी जरी केली ना, तरी आपल्याकडे असा घरी आल्यानंतर जो उरलेला टाईम असतो, तो आपलाच असतो नाही का. तर तेव्हा आपल्याला आपल्या छंदासोबत काही कॉम्प्रोमाईज वगैरे करायची काही गरज नसते. पण उलट, जेव्हा माझं लग्न झालं आणि मी सासरी आले ना, तर अ, मला जरा ऑकवर्ड वाटायचं. म्हणजे फोन आपला काढा, त्यावर गाणी लावा, आणि ती गाणी ऐकताना काम करा. तर नवीन असताना असं होतं ना आपल्याला की अरे ह्या लोकांना आवडतील, की नाही आवडतील, गाणं लावलं तर काय म्हणतील? मग अ, काही दिवस जे होते सुरुवातीचे माझे ते म्हणजे माझा छंद अक्षरशः सुटला, म्हणता येईल. आणि नवीन घर, तिथल्या जबाबदाऱ्या, तिथली कामं शिकण्यामध्ये, तर या माझ्या छंदासाठी माझ्याकडं टाईमच राहिला नाही, असं म्हणता येईल. मग अ, असं, ते आपल्याला ज्या गोष्टीची सवय असते, त्या गोष्टी सुटल्या की जरा आपल्याला थोडं काहीतरी मिसिंग झाल्यासारखं होतं. मग माझ्याही बाबतीत असंच व्हायचं की माझी जी गाणे ऐकण्याचा जो छंद होता, तो कुठेतरी मागे पडत चालला होता. मग अ, अ, मग असं वाटायला लागलं, नाही आपल्याला तर आता म्हणायचं तर नव्हतं, ऐकायचीच गाणी होती, पण त्यासुद्धा त्यासाठी सुद्धा वेळ व वेळेचा विचार किंवा आवडीचा विचार करावा लागत होता इतरांच्या. मग मी अ, झोपण्याच्या आधी हेडफोन टाकून, हळू-हळू कानामध्ये गाणं ऐकायला सुरुवात केली, आणि मग जशी मी या या वातावरणाशी एकरूप झाले, या लोकांनी मला चांगल्या प्रकारे समजून घेतलं. मी ही या लोकांना जेव्हा समजून घेतलं, तेव्हा मग मी हळ-हळू माझा तो छंद होता, तो अ, जाहीररीत्या त्याला आपण म्हणू तर, ते मग ऐकण्याची सुरुवात झाली. मग खरंच पूर्वीप्रमाणे, जसं किचनमध्ये काम करताना गाणी ऐका किंवा मग अ, व्यायाम करताना, अ, असं चालू झालं.
हो. हो, हो. हां, हां. हो, हो. हां, हां, हां. हो, हो. हो. बरं. हो. हं. अ, हं. हं, हं, हं, हं, हं. हं. हो. अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं.